जसा माणूस जन्माला येतो आणि बघा जसं आपलं शालेय शिक्षण चालू होतं, तर तेव्हा एक अ, संकल्पना असते, प्रोजेक्ट म्हणजे आपल्याला विज्ञानाचे जे क्लासेस असतात, त्यामध्ये कोणता ना कोणता प्रोजेक्ट देतात, आपणही तो केला असेलच, अ म्हणजे प्रत्येकजणच करतात. एखादं, म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ असे, खूप सारे म्हणजे प्रोजेक्टमध्ये काम करायला लागतं. नंतर अ, आपलं इथं श शा शाळेनंतर येतं, एक कॉलेजचं वर्ष. तर कॉलेजमध्ये पण वर्षाच्या शेवटी, काही ना काही शिक्षक प्रोजेक्ट देतात आणि त्याचे आपले, म्हणजे नाही का, एक मार्ग पण अस मार्क पण असतात. तर त्या मार्कानुसार आपलं एक अ, मूल्यमापन होत असतं, तर अ, खूपदा असं होतं. आणि इंजिनिअरिंगचं तर विचारूच नका, त्यामध्ये प्रोजेक्ट म्हणजेच इंजिनिअरिंग, असं पण आपल्याला म्हणता येईल. आणि खूपदा काय होतं, आपलं एक अ, काय म्हणतात ना, आपण एखाद्या प्रोजेक्टकडे अशा नजरेने बघू लागतो, म्हणजे इतके, त्यात इन्वॉल्व होऊन जातो की ते, आपलं पॅशन बनतं, तर तुमचं पण असं काही आहे का ओ, एखादा प्रोजेक्ट वगैरे? की जे तुमचं पॅशन बनलं आणि खूप पॅशनेटली, म्हणजे तुम्ही ते प्रोजेक्टवर काम केलं आणि त्यात म्हणजे तुमचा एक प्रवास वगैरे, कसा सुरू झाला?
हं. हां. म्हणजे आता बघा, मी एक प्रोफेशनल वॉईस ओव्हर आर्टिस्ट आहे. तर हे अस <chuckles> हो, तर हे सुरुवातीपासून असं नव्हतं. म्हणजे अ, याची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला सांगते. म्हणजे जेव्हा मी कॉलेजमध्ये होते, तर आमचे डिबेट्स वगैरे असे व्हायचे आणि तेव्हा मग आमच्या एका जी आमची एक मॅडम होत्या, त्यांनी आम्हाला सांगितलं, की "अ, मी एक अ, छोटासा असा रेडिओ प्रोग्राम करायचं इच्छा आहे माझी, ज्याच्यात ज्याच्यासाठी मला अ, जे-जे तुम्ही स्टुडंट्समध्ये ज्यांचा आवाज छान आहे, ते तुम्ह मी सिलेक्ट करणार." तर त्यात माझं सिलेक्शन झालं आणि अ, त्यावेळी मला जाणवलं, की अ, माझा आवाज रेडिओवर किती छान ऐकू येतो. <chuckles> तर कॉलेजमध्ये असताना, ही मोठीच गोष्ट होती, रेडिओवर यायचं म्हणजे. तर अ, <clears throat> प्रोग्राम तर असा स्टुडंट्सचाच होता. पण तेव्हा मला जाणवलं, की आपण यात पण एक क करियर म्हणून एक ऑप्शन आहे. तर अ, मग मी त्यासाठी कोर्स वगैरे केला आणि या व्हॉईस ओव्हर आर्टिस्टचा असं, तेव्हा सेंट झेवियर्स म्हणून एक कॉलेज आहे मुंबईत. तर तिथून मी त्याचा कोर्स केला आणि मग अ, मी असं ठरवलं, की अ, मला माझं अ, वॉईस ओव्हर आर्टिस्टचं सर्टिफिकेशन घेऊन, मग मला माझं स्वतःचं स्टुडिओ बनवायचं आहे.
अरे वाह, काय बोलता? खूप छान. हां, हां. हं, हं. अच्छा. हं, हं. हं, हं. हां, हां. अच्छा, मग? अरे वाह, खूपच छान. हां, हां, हां, हां. हं, हं, हं. हं, हं. अच्छा. हां, हां, हां. अच्छा-अच्छा. हं, हं, हं. अरे वाह, खूपच छान. म्हणजे एक अ, प्रोजेक्ट दुसरीकडे काम करण्यापेक्षा, तुम्ही एक स्वतःचा प्रोजेक्ट कसा सुरू करता येईल, त्याकडे म्हणजे तुमची वाटचाल अ, नेली.
असं. हो, बरोबर. म्हणजे आपण जेव्हा रेडिओवरती अ, ऐकतो वेगवेगळे होस्ट असतात त्याच्यात. तर आपल्याला कसं बरं वाटतं ना त्यांचा आवाज ऐकून? खूपच असं आपल्याला वाटतं, की आपलं कोण मित्रमैत्रीणच बोलतंय. तर अ, मला वाटलं, ए वाह! अरे वाह! खूप छान आहे हे तर, म्हणजे ह्याच्यात अजिबात काहीच स्ट्रेस नाही. आपण <chuckles> आपलं स्वतःचा होम स्टुडिओ पण बनवू शकतो. म्हणजे आपण घरच्या घरी आपण वेळ आपल्या कॅरियरला पण देऊ शकतो आणि घरही सांभाळू शकतो.
हं, हं, हं. बरं वाटतं, बरोबर. हो, हो, हो, हो. हं, हं, हं. <chuckles> आपलं पॅशन पण जपू शकतो, बरोबर.
बरोबर, अगदी बरोबर. आणि एवढा चांगला आवाज जर देवानं दिलाय, तर आपण त्याचा उपयोग केलाच पाहिजे नाही का?
हं, हं, हं. अगदी बरोबर आणि तुमचा खरंच आवाज खूप छान आहे! <chuckles>
<chuckles> धन्यवाद तुमचं. तर अशाप्रकारे ना
हो, हो, हो. मग क सुरुवातीच्या काळात हे करतांना तुम्हाला अशी काय मोठी अडचण आली का? म्हणजे जसं तुम्ही बोललात तुम्ही जसं, त्या कॉलेजमधून तुमचं शिक्षण, प्रशिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर स्वतःचा म्हणजे छोटेखानी प्रोजेक्ट जर घरच्या घरीच सुरू करण्याचा निर्णय घेतला. तर त्यावेळेस अ, असं म्हणता म्हणजे नाही का तुम्हाला वेळ, पैसा किंवा म्हणजे काय फॅमिलीचा सपोर्ट वगैरे कसा भेटला?
म्हणजे अ, सुरुवातीला फॅमिलीचा सपोर्ट नव्हता म्हणजे बाबा म्हणत होते, की "तू अ, डॉक्टर किंवा लॉयर अ, व्हायचं, तर त्या फील्डमध्ये तू जा." पण मी त्यांना सांगितलं, "बघा ना बाबा, माझा आवाज केवढा छान आहे! तर मला करू द्या हे, मी अ, करते या या फील्डमध्ये मी करते." तर ते म्हणाले, "नाही, नको. जर यात काही तुझं झालं नाही, तर मग अख्खं करिअर तुझं अ, नुकसान होईल आणि एवढा वेळ वाया जाईल; मग काय काय करशील तू?" तर ते म्हणाले, "बघ, यात जास्त काही पैसा नसेल आणि तू डॉक्टर झालीस तर अ, तू खूप काही कमवशील आणि नाव पण होईल चांगलं." तर मग मी त्यांना कसंबसं कन्व्हिन्स केलं की, "अ, नाही, बघा माझं खूप अ, मन आहे हे करायचं आणि अ, माझी इच्छा आहे आणि मला वाटतं, की मी ह्याच्यात अ, सक्सेसफुल होऊ शकते." तर ते म्हणाले, "ठीक आहे, चल. मी तुला 1 वर्ष देतो आणि त्यात जर तू हे करायचं अ, ठरवलं आणि तू सक्सेसफुल झाली, तर मग मी काही बोलणार नाही. पण जर तू अ, ह्याच्यात नाही करू शकले, तर 1 वर्षानंतर तू मग अ, मेडिकल अ, फील्ड घ्यायचं किंवा लॉयर व्हायचं." <chuckles> असं झालं घरात.
मग? अच्छा! अच्छा! हो, हो, हो. बरोबर. हं, हं हं, हं, हं. अच्छा! हं, हं, हं. हं, हं, हं, हं. अच्छा, अच्छा, अच्छा! मग काय? <chuckles> अच्छा! म्हणजे एकंदरीत तुम्ही घरच्यांचा विश्वास एक संपादन केलं. तुम्ही त्यांना, म्हणजे कन्व्हिन्स केलं की तुमचं तर मग अशा वेळेस अ, हे कुटुंबाचं तर म्हणजे तुम्ही विश्वासात घेतलं कुटुंबाची म्हणजे एक सहकार्य तुम्हाला लाभलं. बट अ, त्यावेळेस वेळ, पैसा आणि लोकांचा विश्वास वगैरे, किंवा स्वतःला कधी कधी वाटतं ना की एखादा, म्हणजे मनात कुठेतरी की, "यार! यात सक्सेसफुल नाही झालं तर कसं होईल? लोकं काय म्हणतील?" आणि असं वगैरे म्हणजे खूप साऱ्या शंका-निशंका येतात; तर यावर आपण कशी मात केली?
हो. म्हणजे झालं काय ना, की अ, मी सेंट झेवियर्स अ, जॉइन केलं आणि तिथून अ, वॉईस ओव्हर्स आणि ब्रॉडकास्टिंगचा हा कोर्स मी केला आणि तेव्हा भरपूर असे ऑप्शन्स होते, की तुम्ही रेडिओसाठी काम करू शकता किंवा तुम्ही प्रोफेशनल असे एम-सी-ओ होऊ शकता. तर मग मी त्यात प्रयत्न करायला सुरुवात केले. तर काय असतं म्हणजे प्रत्येक फील्डमध्ये सुरुवातीलाच काही तुम्हाला मोठे प्रोजेक्ट भेटत नाही. हो की नाही, तर मला पण छोटे-मोठेच प्रोजेक्ट भेटले. <clears throat> तर 6 महिने असे छोटे-मोठे प्रोजेक्ट करत, करत मग मला माहिती होतं, की माझ्याकडे बाबांनी फक्त 1 वर्षाचाच वेळ दिलाय. <chuckles>
हं, हं. हं, हं. अच्छा. अच्छा, अच्छा. अच्छा, अच्छा. मग? अगदी बरोबर, हो. हं, हं, हं. 1 वर्षाचा म्हणजे तुम्हाला हे एक होता टाइमलाईन होती.
<clears throat> हो, तर मग बाबा म्हणाले, की "ठीक आहे, आता 6 महिने झाले आता काय म्हणतेस तू? म्हणजे ते एक <chuckles> अ, एनालिसिसच करत होते, की काय केवढं सक्सेसफुल होत आहे की नाही होत आहे. कारण त्यात पैसे पण जात होते, की इथे-तिथे तुम्ही जातात आहे आणि अ, फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट करत आहात तर अ, असं मी केलं आणि 6 महिन्यानंतर मला एक मोठा प्रोजेक्ट भेटला आणि त्यात माझं हो आणि त्यामुळे मला खूपच असा फायदा झाला आणि पैसे पण खूप चा छान भेटले मला त्यासाठी आणि नावही कमावलं मी त्याच्यात. तर अ, त्यानंतर मला खूप छान ऑफर्स यायला सुरुवात झाली आणि मग मी बाबांना सांगितलं, की "बघा मी जे सांगितलं होतं ते मी करून दाखवलं तर आता मी ह्यातचच पुढे अजून हो, करियर बनवेल." तर बाबाही खुश झाले आई पण खूप झाली आणि त्याने मग मला परमिशन दिली, की "ठीक आहे तू आता हे करू शकते." <chuckles>
हां. हां, हां, हां. बरोबर. हं, हं, हं. अरे वा! काय बोलता? हां, हं. अरे वाह! खूपच छान. अरे वाह! अरे वाह! हं, हं. करिअर करेल. हं, हं, हं. अरे बाप रे! खूपच छान म्हणजे तुम्ही प्रत्येक अ, पावलावर म्हणजे प्रत्येक ज्या क पा कठीण काठिन्य पातळी होत्या. तर त्या प्रत्येकावर तुम्ही एक यशस्वीरित्या मात करून, तुमचा पॅशन प्रोजेक्ट हा सक्सेस केला असं म्हणता येईल. तुमच्या कुटुंबाला तर नक्कीच छानच वाटलं, बट तुमच्या मैत्रिणींना किंवा समाजात या प्रोजेक्टला म्हणजे क कसं त्यांनी म्हणजे पाहिलं या प्रोजेक्टकडे? लोकं म्हणजे सहमत होते का, की खूप जणांनी अशी मनाई वगैरे केली, असं पण काही घडलं का?
हो, मला तर बावळटच म्हणायचे माझ्या मैत्रिणी. म्हणजे आमचं ठरलेलंच होतं सुरुवातीला शाळेत असतानापासून, की अ, अ, एकजण डॉक्टर व्हायचं आणि मी लॉयर व्हायचं. आणि अजून एक आहे, तिला इंजिनिअरिंग करायची होती. पण अ, अचानक मी असं करियर अ, बदलायचा विचार केला, की नाही, आता मी डॉक्टर-लॉयर नाही होणार आणि मी असं हे वॉईस-ओव्हर्स करणार किंवा वॉईस ॲक्टर होणार. तर ते म्हणायचे, "तू वेडी झाली आहेस का? असं काय करते?" तर "म्हणजे हे काय करियर असतं का? की अ, बस तुम्ही असं व्हॉईस-ओव्हर करणार" तर मी म्हटलं अ मग मी माझा रिसर्च केला आणि मग मी त्यांना दाखवलं, की बघा असं-असं काही नसतं. तुम्हाला जसं वाटतं ना, तसं एवढं ह्याच्यात काही नुकसान नसतं, फायदाच असतं. आणि दुसऱ्या देशात बघा, लोक किती सक्सेसफुल होतात या फील्डमध्ये. तर आपल्या देशात पण आपण हे करू शकतो आणि हे एक अ, सक्सेसफुल करियर ऑप्शन म्हणून आपण ह्याचं सिलेक्शन करू शकतो. तर मीही ते केलं.
अरे बापरे! <chuckles> हं, हं. हं, हं. अच्छा. हं, हं, हं. हं, हं, हं, हं. <chuckles> हं बरोबर. हां. हं, हं, हं. हं, हं. बरोबर. हो, हो, हो. नक्कीच, तुम्ही तुमच्या कार्यातून दाखवून दिलं, की म्हणजे नाही का एक अ, सक्सेसफुलरीत्या एखादा प्रोजेक्ट कसा पॅशनेटली जर केला, तर त्यात यश मिळतं. याचं मूर्तिमंत उदाहरण आपणाकडे बघता येईल. तर अ, आजच्या घडीला, त आजही म्हणजे असं आपण आ गृहीत धरू, की तुमचा हा प्रोजेक्ट आजही चालू आहे. तुम्ही खूप सारं नाव कमावलंय. आजच्या घडीला या प्रोजेक्टमध्ये कोणचा ट्रेनिंग पॉइंट आलाय? आणि जेव्हा तुम्हाला वाटतं, की अरे हे खूप चांगल्या प्रकारे चालतंय आणि जे तुम्ही म्हणजे नाही का म्हणतात एक रोपटं रोवलं होतं, आज त्याचं वृक्षात रूपांतरच झालंय, असं तुम्हाला वाटतं का? आणि जर हो, तर तुमचे या पुढे प्लॅन काय आहेत? म्हणजे पुढे कोणच्या स्केलवर तुम्हाला हा म्हणजे तुमचा प्रोजेक्ट न्यायचा एक तुमचा प्रयत्न असेल?
हो. म्हणजे आता सध्या बघा, मी अ, वेगवेगळे फ्रीलान्स प्रोजेक्ट्स तर केलेच, कॉलेज अ, सोडल्यानंतर. पण त्यानंतर मग मी, एक अ, नवीन असं, एक चॉईस केली, की मला आता माझं स्वतःचं स्टुडिओ बनवायचं आहे, तर अ, आता स्वतःचं मोठं स्टुडिओ बनवणं काही छोटं काम नसतं. त्यासाठी भरपूर पैसा लागतो आणि अ, तुम्हाला तुमच्या कुटुंबांचा एवढा काही सपोर्ट मिळेल, नाही मिळेल, असं काही सांगू नाही शकत. तर अ, बाबा म्हणाले, की "आपली परिस्थिती अशी नाही आहे की आपण मोठा स्टुडिओ आता बनवू शकतो. पण तुझ्यासाठी, आपण अ, घरच्या घरी एक असा होम स्टुडिओ सेटअप करू शकतो." तर मी बाबा बरोबर <chuckles> बसले आणि नंतर मग आम्ही अस एक प्लॅन अ, लिहून काढला, की आपल्याला होम स्टुडिओ बनवायला काय-काय वस्तू लागणार आणि आपण ते कसं सेटअप करू शकतो? मग त्यासाठी आम्ही थोडाफार असं रिसर्च केलं, थोडाफार आपण अ, शोध करून अ, भरपूर असं, ऑप्शन्स आम्ही निवडले आणि मग ते, त्याच्यातले सगळ्यात जे, अ‍ॅप इझी असतील, अ, इन्स्टॉलेशन वगैरे, त्याचं आम्ही घरल्या घरच्या घरीच केलं. आम्ही दोघांनीच मिळून म्हणजे कुठं कोणालाही आम्ही बाहेरून बोलावलं नाही आणि ते इतक्या, सुंदर रित्या झालं ना आणि त्यात एक, आमचं, एक आपण म्हणतो ना की बाबांशी बोलताना, मला कळलं की बाबा पण खूप क्रिएटिव आहेत तशे. <chuckles> तर अ, त्यांच्या मदतीनं आमचं एक अ, स्पेअर रूम, घरातल्या घरात 1 बेडरूम जे होतं, एक्स्ट्रा ते आम्ही कन्व्हर्ट केलं एक होम स्टुडिओ म्हणून. आणि तिथूनच मी, आज-काल माझे रेकॉर्डिंग वगैरे करते.
हं, हं. हं, हं. अच्छा. बरोबर. मिळत नाही. अगदी, बरोबर. हं, हं, हं. अरे, वा! <chuckles> हं, हं, हं. अच्छा. हं, हं, हं. अरे, वाह! हं, हं, हं. अरे, बापरे! मग? हं, हं. हं, हं, हं. अच्छा. अरे, वाह! खूप छान, खूप छान. म्हणजे खूप मस्तपैकी तुम्ही हा, तुमचा प्रोजेक्ट, एक म्हणजे छंदाकडे वळवला आणि त्यात तुमचा प्रवास आजतागायत सुरू आहे, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. बट अ, रोजच्या रूटीनमध्ये तुम्ही हा प्रोजेक्ट कसं सांभाळता? कधी-कधी असं होतं ना, की एखादं काम आलं किंवा कामाच्या गडबडीत समजा, एखादा प्रोजेक्टवर, तुम्ही काम करताय आणि त्यांनी, काहीतरी तुम्हाला डेडलाईन दिलीत आणि त्यावेळेस जर, काम पूर्ण होऊ शकलं नाही तर असे तुमचे काही नियम आहे का, फुल टाईम करायचे किंवा एक पार्ट टाईम करायचं, असं काही टाईम मॅनेजमेंट कसं करता तुम्ही?
हो, तसं तर हे फुल टाईमच करते मी. पण कधी-कधी जर असं काही झालं, की अ, बाबा आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे किंवा दोन तीन प्रोजेक्ट एका वेळेलाच अ, येतात. कधी-कधी असं क्लॅश होतं. तर अ, मग आम्ही अ, त्याबद्दल बोलून घेतो क्लाइंटसोबत आणि टाईम तसं मॅनेज करून घेतो.
हं, हं. हं, हं, हं. अच्छा, अच्छा. अच्छा, अरे वाह! खूप छान! म्हणजे एक तुम्ही एक अ, प्रॉपर नियोजन केलंय, जेणेकरून अ, म्हणजे नाही का तुमच्या जे क्लायंट आहेत त्यांची गैरसोय होणार नाही. खूपच छान! आणि नवख्या लोकांसाठी हं. हो. अगदी बरोबर, त्यांना नाही सांभाळलं तर म्हणजे प्रोजेक्ट चालेल कसा?
हो. हो. तर तेवढं आपल्याला सांभाळायला लागतं. हो, बरोबर.
पण नवख्या लोकांसाठी तुमच्याकडे असे काही साधे टिप्स वगैरे आहेत का, की त्यांनी जसं तुम्ही सुरुवात केली तुमच्या प्रोजेक्टची आणि त्यामध्ये यशस्वी वाटचाल करून एक अ, वेगळ्या उंचीला तुम्ही स्वतःला नेऊन ठेवलंय. तर असंच कोणाला जर करायचं असेल, असाच एखाद्या म्हणजे पॅशन प्रोजेक्ट सुरू करायचा असेल आणि त्यात यश मिळवायचं असेल, तर तुम्ही त्या लोकांना, त्या व्यक्तींना तुम्ही काय सल्ला द्याल? की जे तुमचे अनुभव आहेत, कसे शेअर कराल?
तर मी असं सांगेन की ना, जर तुम्हाला वाटत असेल, की अ, एखाद्या फील्डमध्ये तुमची अ, म्हणजे देवानं तुम्हाला आशीर्वाद देऊन खूप छान अशी कला दिली आहे. तर ती कला आपल्याला विकसित केली पाहिजे. त्या अ, टॅलेंटला आपण वाया घालू अं, घालवणं हे बरोबर नाही आहे. कारण देव सगळ्यांनाच चांगला आवाज किंवा चांगलं आर्ट्सची अशी क्रिएटिविटी देत नाही. ते खूप कमी लोकांकडे असतं, की अ <chuckles> हो. तर हा वरदान आपण वाया घालव घालवणं हे बरोबर नसतं. ते अपमानच असतं त्या कलेचं असं मला वाटतं. तर जर तुम्हाला वाटतं, की तुमचं, पॅशन सिंगिंगमध्ये आहे किंवा डान्सिंगमध्ये आहे किंवा क्व आणि कोणत्याही क्रिएटिव्ह फील्डमध्ये आहे, तर त्यावरती तुम्ही कसंही करून आपल्या कुटुंबाला कन्विन्स करा आणि स्वतःलाही त्यावरती हे आपलं मन ठाम ठेवून ना, एक डिसिजन घ्या, की नाही मी हे करवूनच दाखवणार. आणि त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला खूप असा कठीण परिस्थिती येईल. तर अ, ते कोणाला नाही येत म्हणजे सर्वांना त्यातून जायलाच लागतं. तर पण आपण ना अ, त्यामुळे असं आपलं मन छोटं नाही करायचं. पण अ, त्यामध्येच आपण प्लॅन आउट करायचं, लिहून घ्यायचे की ठीक आहे बाबा, हे माझे ऑप्शन्स आहे आणि ह्यामध्ये आपण असं-असं हा प्लॅन बनवून ह्यात आपण सक्सेस मिळवू शकतो, असं.
हं, हं. दिली आहे. हां. हो, हो, हो. अगदी बरोबर. हो, हो, हो. हो, म्हणजे देवाचं वरदानच अ, बोलता येईल आपल्याला. <chuckles> हं, हं, हं. बरोबर. हं, हं, हं. बरोबर. हं, हं, हं, हं. प्रत्येकालाच येते. हं, हं, हं, हं. हं, हं, हं. अगदी बरोबर. खूप छान! खूप छान! भविष्यात काय वाटतं तुमचा प्रोजेक्ट म्हणजे कुठपर्यंत भरारी घेऊ शकतो?
म्हणजे आता ना एवढे भरपूर छान, छान प्रोजेक्ट्स आम्हाला भेटत आहेत अ, आणि मला असं वाटतं की माझं जे स्वप्न मी पाहिलं आहे ना, की माझं स्वतःचं एकदम अ, छान असा रेकॉर्डिंग स्टुडिओ मी बनवणार आहे एकदम प्रोफेशनल, स्टेट ऑफ द आर्ट मस्त, तसं मी बनवू शकेन आणि मला वाटतं, की अ, 1-2 वर्षात मी हे अचीव्ह करू शकेन, असं मला वाटतं.
हां, हां. अच्छा, अच्छा. अरे वाह! अगदी छान! म्हणजे खूप उत्कृष्टपणे तुम्ही म्हणजे तुमच्या ध्येयाशी एकनिष्ठ आहात, हे तुमच्या त्या म्हणजे बोलण्यातून आणि तुमच्याशी बोलून जी ऊर्जा जाणवते ते त्यातून आपसूकच अ, मला एक कल्पना आली. खूप छान वाटलं म्हणजे तुमच्या एकंदरीत या प्रोजेक्टबद्दल अ, अनुभव ऐकून आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टसाठी अन् तुमच्या अ, ध्येयासाठी खूप खूप पाठिंबा आणि शुभेच्छा. आपण नक्कीच पुन्हा भेटूयात आणि सविस्तर चर्चा करूयात. तुमच्या वेळेसाठी खूप धन्यवाद. खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून.
हो. हो, नक्की. हो, मलाही खूप छान वाटलं. धन्यवाद.